आपल्या अवतीभोवती ना असंख्य अशी लोकं असतात ज्यांच्याशी आपण संवाद साधत असतो. आणि नेमकं कधीतरी असं होतं, की त्यांच्याशी संवाद साधताना असा काहीतरी प्रसंग घडतो किंवा एखादा इतका छान व्यक्ती अ, म्हणता येईल किंवा कुठलाही अनुभव असतो त्यांच्यासोबतचा, की तो आपल्याला काहीतरी शिकवून जातो. तर तुमच्यासोबत असं काही झालं आहे का एखादा अनुभव? नक्कीच म्हणजे ऐकायला आवडेल मला.
अ, मी काय झालं होतं ना, आम्ही ना पंजाब मला फिरायचं होतं, अमृतसर नेमकं. अमृतसर, वाघा बॉर्डर, गोल्डन टेम्पल हे बघायचं होतं मला. तर मी आणि माझा मित्र गेलो होता. तिथे आणि मस्त आता छान नोकरी आहे तर छानशी जातात, फ्लाइटनी गेलो होतो मस्तपैकी. आणि अ, Marriott Hotel मध्ये थांबलो होतो आम्ही. तर काय झालं, की गोल्डन टेम्पलचे दर्शन वगैरे झालेले होते आमचे. पण आम्हाला ना एक नेमका, आम्हाला एक रिक्षावाला भेटला होता. तर अ, पंजाबला ना हातगाडी पण चालते आणि ती पायीपा आहे ते पॅडलवाली गाडी पण चालते, तर आम्ही मस्तपैकी पाठीमागे बसलो ते असं अ, ते स्वतः उभे असतात मतलब चालतात आणि त्यांच्या खांद्यावर त्याचा ते पट्टा असतो. आणि ते मस्त चालवतात. ते पुराण्या जमान्याची गाडी असते ना ती.
पण, हां. अच्छा. हं, हं. अरे वाह! हं. हं, हं. हातगाडी म्हणजे? हां, हां. हां. ओढून अच्छा, अच्छा. हां.
तर अ, मग तिथे आमचं त्याच्याशी बोलणं झालं होतं. तर तो काय म्हणाला की "अरे, एक काम करा ना तुम्ही, अ, तुम्हाला अ, जेवायचं काही आहे का?" त्याला माहिती होतं, आम्ही मेरठमध्ये थांबलो. बोलला इथे काय ते घाण ज घाण जेवण मिळतो मला खूप लोकं म्हणतात ते. तुम्हाला एक अशी जागा आहे तिथं, रेहरी मार्केट करून एक जागा आहे.
हं. हं. हं. अच्छा.
तर ती ओळख त्यांनी आम्हाला दिलेली तिथे की अ, मस्त तुम्ही तिथे जा आणि अ, मस्तपैकी जे खायचं ते खा. आम्ही तिथे गेलो सोया-चाप, चुरचुर-नान, सूप, अमृतसरी छोले-कुलचे मस्तपैकी जेवढं आम्ही खाऊ शकत होतो ना, तेवढं आम्ही खाल्लं.
हं. हं. हं. इतकं खाल्लं, हां, पुढे?
हो, आणि अ, नेमकं 4 दिवस आम्हाला तिथे थांबायचं होतं. माझा एक इव्हेंट होता, त्याच्यासाठी पण गेलो होतो मी आणि वाघा बॉर्डर वगैरे जायचं होतं मला, तर ते त्याच्यासाठी गेलो होतो. तर अ, <clicks tongue> तर त्यांनी आम्हाला पूर्ण कॉन्टॅक्ट दिला की हा टॅक्सी ड्रायव्हर आहे ह्याच्याशी बोलून घ्या. हा तुम्हाला वाघा बॉर्डर घेऊन जाणार, तिथे थांबणार, तुमच्याबरोबर राहणार आणि तुम्हाला वापस पुन्हा तुमच्या हॉटेल सोडणार. त्याच्यानंतर तो गोल्डन टेम्पलसाठी आम्हाला घेऊन गेला. मग तिथे त्या जालियनवाला बाग होता, तिथे दाखवून दिलं. त्यांनी एक बिना पाही काही पैशांसाठी आमच्यासोबत राहायला, फक्त त्यांनी पैसे किती घेतले माहिती तुम्हाला? जेवढं लागतात सोडण्यासाठी. तेवढे पैसे घेतले आणि ते पण पैसे एकदा. अ, मतलब रोज नव्हता घेत, त्यांनी म्हणालं, ज्या दिवस तुम्ही जाणार असाल ना, त्या दिवस आपण पूर्ण हिशोब करून घेऊ.
हं. अच्छा. हां. हं. हं. हं. हं. फक्त? हां. हं. अच्छा!
तर अ, हो. तर अ, आम्ही त्याच्याबरोबर रेहरी मार्केट गे अ, गेलो ना, त तर त्याने आम्हाला मस्तपैकी खूप छान-छान काही पदार्थ खिलवले. मला नॉन-व्हेज आवडतो, पण मी तेव्हा नव्हता खाल्ला. पण एक अ, जेव्हा लास्ट दिवस होता ना, त्यांनी म्हणाला मला, "सर, तुम्ही इथला ना मटन चाप खाऊन बघा, तुम्हाला एवढा आवेल आवडेल ना, मजा येणार तुम्हाला."
हं. अच्छा. हं.
मग मी ते खाल्लं. त्यांच्याशी
मग? आह.
तुम्हाला एक छोटासा संवाद सांगतो. काय झालं ना, अ, अ, माझ्याबरोबर माझा मित्र होता, तर त्याची तब्येत बरी नव्हती. तो म्हणाला एक कोणाला विचारलं असेल की अ, "अरे भाऊ, इथे हे पोहे भेटतात का?" तर तो बोले, पोहा-वोहे नहीं मिलते इतर पे! मस्त सोया सोयाबीन की चाप खाओ और ये सूप-वूप पियो, मजे लो अपनी जिंदगी के. क्या पोहा-वोहे खा रहे हो?" तर अ, तिथलचे लोकं थोडेसे ओवर फ्रैंक असतात. तर हा म्हणाला, "साबुदाणा तरी भेटेल ना?" बरं, "तिथे तुला अगर घ्यायचय अन् साबुदाणा खायचं आहे ना, तर जा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट हो. तिथे साबुदाणा भेटतो." तर एवढा हसू आला आम्हाला. म्हणलं, "अरे बापरे, तसं नाही म्हणायचे आहे. आम्ही अ, की उपास आहे ह्याचा, ह्याला साबुदाणा खायचा होता." बोलले, "नाही, इथे सर्व नाही भेटत. आमच्याकडे कोणी उपास नाही करत. आमच्याकडे मात्याच्या जगराता असतो. त्याच्यानंतर पण आम्ही जेवतो मस्तपैकी पुरी-भाजी." तर त्यांनी सांगितलं क्य त्य त्यांनी काय सांगितलं त्याला वाटलं की आता हे बोलता तर हे थोडासा अजून संवाद साधायला पाहिजे. त्यांनी काय केलं, तो आम्हाला म्हणाला, काय म्हणाला होता तो? हां. तो म्हणाला, "अभी मैंने अ, सोया-चाप खाई है, आता मी सूप पिणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी एक कोल्ड ड्रिंक पि घेतो, त्याच्यानंतर मी अ, अ, चुरचुर-नान खायला बसणार आहे." म्हणलं, "अरे बाप रे, बाप!" तिथलचे लोक ना
हं. हं. हां. हं. हं. हं. हां, हां. हं, हं. हां. <chuckles> हं, हं, हं. हां. आहा. हं. हं. हं, हं. हंम्म. हां. म्हणजे त्याची लिस्टच होती. <chuckles>
हो. त्यांचे लो तिथलंचे लोकं खूप खाण्यामध्ये, खूप बा बापरे! त्यांचं इथं त खूप खातात. म्हणजे असं म्हणू नये, पण त्यांचं खाण्याचं अवघड आहे, खूप अवघड आहे.
<chuckles> प्रमाण. <chuckles> खूप छान. खूप छान अनुभव होता. मग काय झालं?
मग अ, आम्ही लोकं तिथून निघालो आणि हे जो अ, अ, वयस्क होते, मतलब त्यांनी आम्हाला पूर्ण असं अमृतसर फिरवून दिलं. त्यांच्याशी खूप छान बोलणं झालं. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना पैसे द्यायला गेलो, तर त्यांना वाटलं, की अरे, हे जास्त होतात. म्हणलं नाही, "तुम्ही एवढा टाईम दिला आम्हाला, त्याचे पैसे." नाही तर त्यांनी घेतलेच नाही ते पैसे. त्यांनी ते फक्त तेवढे पैसे घेतले. हो. जेवढे त्यांना ते अ, ट्रॅव्हलचे लागले, तेवढेच पैसे घेतले. म्हटलं, "अरे, तुमचा दिवसभर गेला ना. तुम्ही आमच्यासोबत होते." "नाही, नाही, नाही, नाही, नाही, नाही." म्हणलं "नाही, तुम्ही ऐका माझी गोष्ट." म्हणे, "नाही, तुम्ही घेऊ नको, नका देऊ नका. देऊ, तुम्ही न अ, अ, नेक्स्ट टाईम याल, तर माझ्याशी बोला, भेटा. मला तेच" म्हणलं, "आता आमचं येणं कधी होतं, आम्हाला नाही माहिती. पण तुम्ही घ्या पैसे." तर थोडेफार आम्ही त्याला पैसे दिले, पण त्यानी अ, मतलब जास्त देत होतो आम्ही, पण त्यानी नाही घेतले. त्यांनी फक्त पाचशे रुपये वरती घेतले, जेव्हा की आम्ही 1000-2000 देण्याचे इच्छूक होतो. त्याने 4 दिवस दिले मला. ही खूप मोठी गोष्ट असते, ना, तर
हां. हं. हां. काय म्हणता? हां. हं. हं. पण नाही घेतलं त्यांनी. हे ना. हं. बरोबर आहे ना. खूप-खूप मोठी. आणि अशी वेळ, जेव्हा पुढचा व्यक्ती आपल्याला काहीतरी देत आहे आपला मोबदला म्हणून आणि अ, तो जो व्यक्ती आहे, ते समजते की नाही बा, हे इतकंच मला पुरेसं आहे, याच्यावरती नको आहे. काय म्हणजे ग्रेट विचार म्हणूया, नाही का?
त्याचा व्यक्तित्व समजमध्ये येऊन जातो, की तो मनुष्य काय विचारधारा ठेवतो.
<hiccups> मग कसा आहे, काय? नक्कीच. आणि आजकालच्या जगात कुठे मिळतात असे लोकं बघायला आपल्याला.
अगदी खरं. कुठेच नाही भेटणार तुम्हाला अशी लोकं. हे लोकं आपल्याला भेटले ना, ती खूप मोठी गोष्ट असतात. आपण अ, भाग्यशाली म मी म्हणतो म मी भाग्यशाली आहे, की तो मनुष्य मला परमेश्वरासारखा लाभला. आणि तो आला आणि त्याने मला सर्व जागा दाखवल्या आणि त्यानी माझे पैसे पण नाही घेतले एवढे फार.
हं, हं. हं. बरोबर. अ, नक्कीच खूपच छान म्हणजे असे व्यक्ती खरंच म्हणजे काहीतरी शिकवून जातात ना आपल्याला. मग तुम्ही काय शिकलं त्या एका छोट्याश्या उदाहरणावरून?
अ, मी त्याच्यामधून शिकलो की स कोणाची मदत करायला कधी मना नाही करायचं. आणि कोणाकडनं अपेक्षा नाही ठेवायची की तो तुम्हाला काही देणार आहे, त्या मदतीच्या बदले. त्यामुळे तुम्हाला काही बदला मिळणार आहे की नाही? तुम्ही फक्त अ, एकमेकांची मदत करा. कायम त्यांच्या अ, एकमेकांसाठी उभे रहा. ते मग कुटुंब असेल, या मग अ, तुमचे जवळपासचे लोकं असतील, समाज असेल यामग कोणी अनोळखी मनुष्य कधी तुम्हाला मग अ, तुम तुमची मदत घेय अ, घ्यायला इच्छित असेल तर त्याची मदत करा आणि त्याच्यासोबत उभे राहा. का की त्याच त्याच्यासाठी खूप असतो.
हं. बर. हं. बरोबर. बरोबर. हं. नक्कीच. खूप छान सांगितलं तुम्ही. बरं मला एक सांगा, जसं की आता या व्यक्तीचं उदाहरण झालं आणि त्याचं जसं काही संवाद कौशल्य म्हणता येईल किंवा त्याच्यातला स्वभावातला समजुदारपणा. नाही का? तर असं तुमच्या बाबतीत होतं का? तुम्ही कुठेतरी बाहेर जाता, मग कोणीतरी अशी नवीन व्यक्ती दिसते तिच्याशी बोलता. तर या व्यक्तीची तर आठवण नक्कीच होत असेल. नाही का? तर मग अ, काय प्रयत्न असतो की कसं त्यांच्याशी बोलायचं, काय वागायचं किंवा काय मोटो असतो का?
अ, त्याच्यानंतर ना मी गुजरात गेलो होतो. तर मला एक काका भेटले तिथे रिक्षा चालक होते ते.
हं अरे वाह. पंजाब, मग वाघा आणि नंतर गुजरात. खूप छान. हं.
अहा. माझं कंटेंट क्रिएशनचं काम आहे तर मला असं सतत अ, ट्रॅवल करायला पडतं. तर मग मी त्यांच्याशी बोललो तर अ, मला आठवण आली ते पंजाबी काकांची. तर म्हणलं यार अगर हे पण असेच भेटले ना तर माझं काम झालं. आता मला काही का काळजी नाही. तर मी त्यांना विचारलं की "कोण अ, मतलब तुम्हाला असं-असं चालेल का? तुम्ही मला दिवसभर दिला तर." बोलले "चालेल." त्यांनी मला पैसे पण सांगितलेच फक्त 700 रुपये म्हणलं, "अरे मस्त तुम" का की मला 2-3 ठिकाणी मला वाघोड्यावर जायचं होतं. पूर्ण वाघोड्या फिरून घ्यायचा होता आणि वाघोड्यावरनं मला मार्केटमध्ये जायचं होतं. आई म्हणाली होती, "गुजरातची वाल आण." गुजरातची वाल फेमस आहे.
अरे वाह! हं, हं. आले लक्षात. हां. हं. हं, हं. हं. हं. वाल?
हो वाल. अ, अ, अ, एक मिनिटं बटाटे, ज्वार नाही बाजरा नाही.
हे काय असते?
हां, ते आपली तुम्ही चवड्याची भाजी ऐकली ना? चवडा असते, शेंग. आस एक असते ना हां. वा वाला हां. बस. त्याचे त्याचे दाणे भेटतात.
हं. हां, हां, हां, हं. शेंगा. वाल-वाल. आलं माझ्या लक्षात. हे हिवाळ्यामध्ये तेव्हा मिळतं. हं, हं. शेंगा. हं. म्हणजे वाळलेले
त्याची दाण्यांची भाजी. हा. वाळलेली दाणे भेटतात. त्यांना मस्तपैकी तुम्ही आमटी बनवता त्याची. जे आपण मसुराची आमटी बनवतो ना, तशी बनते त्याची आमटी. तर आई म्हणाली होती, तिथे खूप छान भेटतात, तर तू घेऊन ये. मी गेलो होतो मार्केट मला दोन दिवसांचं काम होतं, तर मी गेलो होतो त्यांच्यासोबत. तर मग ते मस्तपैकी माझ्याशी बोलले. ते म्हणाले की "माझा मुलगा फॉरेनला असतो. पण मला टॅक्सी, स हे ऑटो चालवणं आवडतं, म्हणून मला म मज्जा येते. मग त्यांनी माझं नाव विचारलं, माझी कुंडलीका बनवली आणि मला म्हणाले की "मी तुम्हाला या मंदिरात घेऊन जातो." शनिदेवाचं मंदिर होतं. पण "तुमच्यावरनं साडेसाती चालली आहे, तर तुम्ही मंदिरात दर्शन करून घ्या." मतलब एवढा प्रेमळ मनुष्य होता तो. त्यांनी माझ्याशी खूप छान संवाद साधला आणि नंतर त्यांनी, असं अ, काय झालं, काय? ते मला म्हणाले की ना, अरे काय? यार! हां, "तुम्ही अ दुसऱ्यांदा याल, तर माझ्याशी भेटा जरूर अवश्य. मग मी तुम्हाला सांगेन की तुमचं भविष्य कसं बदलू शकता तुम्ही?" म्हणलं, "अरे हो, ठीक आहे."
अच्छा. हं. अच्छा. हं. हं. हं. अच्छा. हं. हां. अरे बापरे! म्हणजे त्याला त्यांना एस्ट्रोलॉजी किंवा हे काही शास्त्र आहे ते पारंगत होती का?
हो, हो, हो. ते ऑटो ना, मस्तीसाठी चालवत होते.
म्हणजे त्यांचा इंटरेस्ट होता कुठेतरी किंवा त्यांची हॉबी बनता येईल म्हणून आणि हे पण त्यांना जमायचं?
हो, हो. तर त्यांच्याशी, हां. हो. त्यांचा नंबर मी घेऊन ठेवला होता. 'चला मी येईन, तर मी तुमच्याशी बोलू.' आणि माझं गुजरात म्हणजे कसं माझं येणं होतं. मी वर्षामध्ये 2-3 वेळा गुजरात जातो. चला आपण भेटूया. तर मग नंतर मी जेव्हा गुजरातला गेलो, मी त्यांना फोन लावला. त्यांचा फोन लागला नाही. मग एकदा मी प्रयत्न केला अजून की आपण लावून बघू. तर मग त्यांनी अ, फोन उचलला तर म्हणला "हॅलो, मी तुमच्याशी भेटलो होतो असं-असं झालं होतं." तर त्यांना मी आठवण होतो.
हं. अच्छा. हं. हं.
ते मला म्हणाले हो. ते मला म्हणाले "मी येतो तुझ्याशी भेटायला. तू कोणच्या हॉटेलमधे?" हो. नक्की हॉटेलमध्ये आले आमच्या मी चहा बोलवला त्यांच्यासाठी. माझ्या रूममध्ये बसले, माझ्याशी बोलले आणि बोलले "तू मला आठवण केलं ना, खूप मोठी गोष्ट आहे ही. असं लोकं करत नाही." मग त्यांनी खूप छान मस्तपैकी गोष्टी गप्पा-गोष्टी झाल्या आमच्या. आणि हॉटेलच्या रूममधे मी माझं कामं सोडून त्यांच्याशी बोलत बसतो आणि मला कळलंच नाही की क कधी रात्र झाली. मग त्याच्यानंतर ते म्हणाले "आता मी निघतो. तुझं छान होणारे, तू काळजी नाही करायची." हे-ते आणि मग ते गेले.
काय म्हणता? हं. हां. हं, हं, हं. हं. हं. अरे वाह! म्हणजे किती छान.
आणि मग विचार केला मी, आणि मी तुम्हाला सांगू? माझ्याबरोबर ती अ, होऊ शकतो, ते काही तथ्य असतात ना की तुमच्या जीवनामध्ये ते अस होणं अ, म्हणजे कसं घडलेलं, ठरवलेलं असतं. तर त्यांना मी काकांना माझं निघताना त्यांना फोन लावला. म्हणलं मी निघू या अर्थान त्यांना फोन लावून घेतो की मी निघणार आहे. तर मी फोन केला त्यांना. त्यांनी माझा फोन नाही उचलला. मग नंतर त्यां त्यांना फोन आला की "तुम्ही ज्यांना फोन करताय ना त्यां त्यांचं ते वारले." म्हटलं "अरे! कालच तर भेटून गेले. मग वारले कसे?" तर मग ते मला म्हणाले की "नाही. त्यांची तब्येत बरी नव्हती. पण ते अ, असे मतलब ते काल कुठेतरी गेले होते" ते माझ्याकडेच भेटायला आले होते.
हं, हं. घडलेलंच, ठरवलेलंच असं. हं. हं. हं. आ बरोबर. हं.
भलेपण त्याच्यानंतर आले आणि ते मग अ, त्यांनी झोपले तर मग ते झोपलेच राहिले. अरे बाप रे बाप! मतलब असा असतं ना, की तुमचा जीवनामध्ये हर मनुष्याचा एक हेतू आहे आणि तो तुम्हाला एक धडा शिकवण्यासाठी आलेला असतो. तर धडा शिकायचा आणि पुढे वाढायचा. नेमकं आजकालचं भविष्य असंच अ, मतलब असा व्यक्ती झालेला आहे ना, की त्याला काही अर्थ नाही कोणी भेटलं, काही वागलं कसंही वागलं चला हटा, असं करून घेतात. पण नाती ही खूप अ, अशी गरजाळू असतात त्यांना जपून ठेवायला पाहिजे.
काहीतरी उद्देश घेऊन येतो. हो, नक्कीच. हं. बरोबर. नक्क खूप छान! असं म्हणजे खरंच तुम्ही खूप छान सांगितलं, की नाते खूप म्हणजे महत्त्वाचे अशा आहे आणि त्यांना जपायला हवं. तर बघा आता तुम्हाला ह्या 2 1 पंजाबमध्ये आणि 1 गुजरातमध्ये 2ही व्यक्ती किती छान म्हणजे भेटल्या म्हणता येईल त्यांचं योग्य असं मार्गदर्शन झालं, नाही का? तर मग आता आता जसं आता तुम्ही इतका ट्रॅव्हल करता इतक्या लोकांशी भेटता, तर मग आता तुम्ही जेव्हा लोकांशी बोलता भेटता तेव्हा काय वाटतं? नवीन लोकांशी कसं बोलायचं किंवा मग असे काही अ, म्हणजे अनपेक्षित काही लोकं असतात जे, की आपल्याला आवडत नाही किंवा आपल्याला थोडं काहीतरी खटकतं ना, मग काय-काय टाळायला काय हवं?
संवाद टाळायला पाहिजे. अगर तुम्हाला वाटतं ना समोरचा असा तुम तुम्ही त्याच्याशी बोलण्याच्या इच्छित नाहीये आणि तर संवाद टाळा. मी खरं सांगतो. होऊ शकतो ना की त्याला वाईट वाटेल. अरे वाटू द्या ना, तुमच्या घराचा थोडी ना तो. तसेच टा टाळा संवाद आणि ज्याच्याबरोबर तुम्हाला बोलणं छान वाटतं ना मी सांगतो मी ऋषिकेश गेलो होतो ना तर एक नेपाली होता, हा नेपालीचं होता. तो पिट्टू आला होता. बॅग्स वगैरे घेऊन जाणार होता. तर मी अ मी त्याच्यासोबत चाललो होतो.
हं. हं. बरोबर. हं. हं. हं. हं, हं, हं.
तर मी त्याच्याबरोबर बोलत राहिलो, मग त्यानी मस्त एक जागी थांबला. बीडी प्यायला तो त्याची. मी त्या तिथे चहा घेतली मी. तर त्याच्या त्यालाही चहा पाजली. त्याच्यासोबत बोललो. लोकांबरोबर जेव्हा आपण बोलतो, संवाद घालतो ना तेव्हा तुम्हाला त्यांची व्यक्त त्त्यांचा अ स्वभाव समजमध्ये येतो आणि त्यांच्याशी बोलताना तुम्हाला हे समज येतो याच्याशी पुढे बोलायचं आहे की नाही बोलायचं? तर तुम्हाला असं वाटलं ना की नाही बोलायचं तिथेच थांबा आणि पुढे वळा. मग त्याचाशी संवाद संवाद करायचाचं नाही. मग त्यांनी तरी प्रयत्न केला ना तरी संवाद नका करू. तो छान असतो.
अच्छा. हं. नक्कीच. बरोबर. खरचं म्हणजे ते किती छान गोष्टी सांगल्या. इतका तुमचा प्रवास असतो प्रत्येक ठिकाणी जाता, तिथले लोकं कळते अ किती आता जसं ते तुम्ही काका म्हणाले गुजरातबद्दल. खरचं अशी लो लोकं जेव्हा आपल्याला प्रवासात मिळतात, किती आपला प्रवास सुखदायी होतो ना?
हो.
खरचं अ, तर तुमच्याशी बोलून ना खूप छान वाटलं आणि तुमचे जे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे ते ऐकतानासुद्धा खूप मज्जा आली आणि खूप छान वाटलं. तर आशा करते, परत एकदा विषयावर चर्चा करूया. तर आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद.
नक्की. तुमचा पण खूप खूप आभार, तुम्ही ऐकून घेतलं म्हणून. धन्यवाद.